हो नक्कीच आणि तेव्हाच नुकतं तुम्ही बघितलं असणार की अ, डिजिटल मनी ट्रान्सफर यू-पी-आय याचं चलन तेव्हाच आलेलं होतं की त्याच तो तोच एक टाईम होता की जेव्हा यू-पी-आय नुकतंच चालू झालं होतं. आणि तेव्हा त्याला एक चालना भेटली आणि तेव्हा ते ज अ, सर्वात जास्त लोकप्रिय झालं. कारण की तेव्हा कसं होतं? की तेव्हा आपण सॅनिटायझेशन वरती आपल्या हायजीन वरती जास्त भर देत होतो. आपण लोकांसोबत हात जरी मिळवला तरी आपण सॅनिटायझरचा वापर करायचो. आपल्या हातांना सॅनिटाईज करायचो. तर मग त्यामुळे काय होतं? पैसे देणे घेणे करणं हेही खूप मोठा रिस्क झालेला होता. मग तेव्हा लोक काय करायचे? तुमच्या मोबाईल फोनवरती पैसे टाकून देतील. अगदी सुट्टे रुपये जरी असतील, ते तुमच्या मोबाईल फोनवर टाकतील. तुमचा स्कॅनर मागतील आणि स्कॅनरवरती टाकतील. मग त्याच्यामुळे लोकांना आहे ना, म्हणजे त्या परिस्थितीमुळे लोकांनी ती अ, अ, यू-पी-आयला ॲक्सेप्ट केलं आणि तिचा वापर करणं स चालू केलं. आणि हे फक्त झालं ते भारतातच झालं. इतर देशांमध्ये
हां. हो. बरोबर आहे. हां. आणि त्याला एक चालना मिळाली. बरोबर. हो. लक्ष देतो तो. खरं आहे. एकदम बरोबर. हां. अगदी बरोबर. हो. बरोबर. खरं आहे. बरोबर. हो आणि भारत खूप त्याच्यात अग्रगण्य राहिला असंही माझ्या ऐकण्यात आलं.
हो. अग्रेसर झालं. भारतच त्याच्यात अग्रेसर आहे. इतर देशांनी तर इतर देशांची तर इकॉनॉमी अ, त्याच्यामध्ये खाली पडली. पण तेव्हाही त्या टाईमामध्ये आपण भारताची जी-डी-पी जर बघितली असती तर ई हिच्यात गो ग्रोथच दिसली आणि इतर देशांच्या जी-डी-पी मध्ये फॉल झालेला होता.
हो. हो. हो. हो, बरोबर. यू-पी-आय.
तर हे कशामुळे झालं. हे डिजिटल डिजिटायझेशनला स्वीकार केल्यामुळे झालं.
बरोबर. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पण अ, आपण बघतो कि आपली पिढी सोडा. पण आपल्या थोडी मागची पिढी आहे जुनी पिढी आहे. तर त्यांना या गोष्टीची जास्त कल्पना नाही किंवा ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आपण जे म्हणतो, तर याची त्यांना काही कल्पना नाही किंवा त्यांना काही शिक्षण नाही आहे. तर मग अशावेळेस जर अ, कोणत्या अ, वृद्ध व्यक्तीला किंवा आजी-आजोबांना किंवा जे जास्त शिकलेले नाही आहेत, छोटे दुकानदार आहेत, ग्रामीण भागात राहणारे. तर त्यांना या सर्व गोष्टी शिकायच्या असतील. तर यांनी साधारण कशी सुरुवात केली पाहिजे? म्हणजे कसं केलं पाहिजे यांनी?
हं. हं. हं. बरोबर. हं. हं. हं.

हो, झालेलं आहे असं. माझ्या वडिलांसोबतच झालं होतं की त्यांना त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड होतं. आणि त्यांना त्या क्रेडिट कार्डच्या नावाखाली एका व्यक्तीचा फोन आला की "तुमचं हे क्रेडिट कार्ड आहे याचा" आणि त्यांच्याकडे तो डेटाही होता त्यांच्या नावानिशी आणि ते क्रेडिट कार्डचे नंबर पण होते त्यांच्याकडे, तर त्यांनी विचारला आणि हे सर्व झालं आणि वडिलांना त्यांचा फोन आला की "तुमच्याकडे आय आम्ही बँकेमधून बोलतोय. तुमचं ते कार्ड ब्लॉक होणार आहे. जर तुम्ही ही माहिती दिली नाही, तर तुमचं क्ला कार्ड ब्लॉक होऊन जाईल आणि तुम्हाला बँकेमध्ये तुमचे पैसे असतील तेही ब्लॉक केले जातील." मग ते कसं झालं. मग ते वडीलही घाबरले आणि तेव्हा मी नव्हतो. पण मी वडिलांना वडिलांना एक गोष्ट सांगितलेली होती की म्हटलं, "कोणी तुमच्या तुम्हाला जर ओ-टी-पी विचारला ना, तर तो द्यायचा नाही, कधीच द्यायचा नाही, ते कोणीही असो." एवढी गोष्ट मी फक्त सोपी आणि सरळ त्यांना सांगून गेलेलो होतो आणि तेवढंच सांगितलेलं होतं.
हां. अरे बापरे! बरं. बरं. हां. अरे बापरे! बरं. हां. अरे बापरे! काय सांगताय? हां. हो, साहजिकच. हां. अगदी बरोबर. हो. किती छान. हो, हो.
मग त्यांनी, त्यांन अ, वडील त्या टाईमाला घाबरले आणि वडिलांनी मग त्यांना तो कार्डच्या मागचा सी-व्ही-व्ही पिन असतो त्यांनी सांगितलं त्यांना की "तुमच्या कार्ड पलटवा, त्याच्या मागे 3 डिजिटचा पिन असेल, तो मला सांगा, मी त्याच्याने तुमचं कार्ड अनब्लॉक करतो." मग वडिलांनी तो सांगितला.
हो, हो, असतो. बरं. हां. मग? अरे बापरे! मग पुढे?
मग त्यांनी सांगितलं त्यांना की "आता तुमच्या नंबर वरती" आणि ते येत ना शून्य अ, मग त्यांनी सांगितलं की "तुमचे शेवटचे मोबाईल नंबरचे शेवटचे अंक हे आहेत. याच्यावरती ते आम्ही ओ-टी-पी पाठवलेला आहे तुम्हाला."
हां. हां. पाठवतो. हो.